खूप, खूप. म्हणजे त्याचा एक आधारच वाटतो ना, आपल्याला माहिती आहे म्हणजे आधीपासून एक अ, आपलं चांगलं बघणारा किंवा आपल्याला जाणून घेणारा, की नक्की आपण कशात जायला बघतोय, का जायला बघतोय, कसं जायला बघतोय आणि तिथे तोच हेतू मला जर दुसरीकडे मिळत असेल सोप्या मार्गाने, म्हणजे एक एक माहिती आहे त्याला एकंदरीत माझं अ, अ, मी जेवढं स्वतःला ओळखत नाही तेवढा तो मला ओळखतो असं म्हणता येईल. अ, अ, किमान करियरमध्ये वगैरे तरी भरपूर त्याला म्हणजे त्याचं नॉलेज आहे ना, तो मोठा आहे. तो त्याने त्याचा एक्सपिरियन्स पण अ, बराच अ, मोठा आहे. हो. हो. हो. त्याचं वाचनही खूप, खूप मोठं आहे. म्हणजे मी इंग्लिश वगैरे पण शिकते ना म्हणजे मी Googleमध्ये सर्च नाही करत एखादं मीनिंग हवं असेल ना अ, म्हणजे काय अर्थ आहे वगैरे, "दादा हे काय? दादा ते काय?" तो किती वेळा बोलतोय म्हणजे, "उघडत जा ना समोरच तर नेट आहे" म्हणजे. तर त्याचं <chuckles> आणि चालता बो चालता-बोलता डिक्शनरी आहे ना माझ्याकडे <chuckles> आणि तो सांगतो पण अस ना म्हणजे
हो. हो. हो, हो. <clears throat> हो, खूप त्यांचं त्यांची लेव्हल, खरंच वेगळी असणार आहे. आपल्यापेक्षा जास्त समजतं. हो. हां. हां, हां. छान आहे. अरे वाह! हो ना. किती छान म्हणजे अ, आपल्या कोणत्याही प्रश्नांसाठी दादा नावाचा शब्दकोश, दादा नावाचं अ, <chuckles> ग्रंथ भांडार आपल्या समोर आहे, याच्यापेक्षा वेगळा आनंद नाहीच आणि खरंच खूप मोठी गोष्ट आहे ही. असे दादा सगळ्यांना मिळावेत असं मलाही वाटतं. मलाही असतंय तर खूपच अ, वेगळे काहीतरी सिनारिओ झाले असते. पण
<chuckles> हो. <chuckles> हो, हो, माझ्यासाठी रक्षाबंधन तर एकदम सेलिब्रेशनचा दिवस आहे. गुरुपौर्णिमेसारखाच दिवस आहे.
अरे. छान, छान. <chuckles> किती छान अ
<chuckles>
जसं अं, तुम्ही प्रत्येक टप्प्यावरती दादांच्या मार्गदर्शनाने पुढे आलात, तसं अ, आमच्या सारख्यांना किंवा इतर मंडळी जी आहेत या टप्प्यावरती, त्यांच्यासाठी तुमचा काय सल्ला असेल?

बाकी सगळं ठीक आहे. पण सी-ए ते सी-ए. म्हणजे त्याच्यातला जो कॉन्फिडन्स होता ना माझ्याबद्दल, म्हणजे माझ्यात मला कॉन्फिडन्स नव्हता. म्हणजे माझा तो आत्मविश्वास त्याला एवढा होता की "अरे ही करू शकणार." मग त्याचा तो कॉन्फिडन्स, मग त्याचा आत्मविश्वास माझ्यातला बघून
हां. हां. हां. हं.
चला, हो त्याला आहे तरी ना कॉन्फिडन्स करून तरी बघू. म्हणजे एकदम म्हणतो ना, तो फॉर्म आणलेला पैसे घातलेले, तरी पण सोडून दिला. परत जाऊन मग सी-एचा फॉर्म भरला आणि झालं. म्हणजे तिथे पण खाल्ल्या घटांगळ्या, तर तेच भीती होती. तर ते पण तुम्ही म्हणजे आपण म्हणतो ना, समोरे जायचं असतं. त्यातून पण बाहेर पडायला तो होताच आधार द्यायला <chuckles> अ, आणि झालं म्हणजे प्रवास तो होता वर खाली, वर खाली पण झालं त्यातून. <chuckles>
हां. <laughs> हां. हां, हां. हां. हो. अच्छा. म्हणजे अ किती छान. हां. त्यावेळेला खरंच तुमच्या दादांनी तुम्हाला मानसिक आधार दिला. अ, तुमच्यामध्ये त्यांनी विश्वास ठेवला. हो आणि आज म्हणजे त्याचीच अ, अ, फलोत्पत्ती आहे की तुम्ही आज अ, एक अ, यशस्वी सी-ए आहात. ही खरंच खूप चांगली आणि प्रेरणादायी गोष्ट आहे नाही का. असेच अ, दादा सगळ्यांना मिळावेत असंही मला वाटतं. असो अ, आता म्हणजे जसं दादांनी तुम्हाला शिकवलं, एक अ, गुरु म्हणून ते नेहमी तुमच्या बरोबर आहेत. हाच वारसा तुम्ही पुढे कसा चालवताय तुम्ही? म्हणजे तुम्ही अशा पद्धतीचं अ, मार्गदर्शन इतर कुणाला करता का? अ, एक जे गुरु ऋण फेडायचं असतं आपल्याला. ते असं <chuckles> अगदीच काही नाही म्हणजे तुमच्यामध्ये भाव भाऊ-बहिणीचं नातं जरी असलं, तरी ते आपल्याला पुढे पास ओन करायचं असतं. तसं तुम्ही इतर कोणाला मार्गदर्शन करता का? जसं दादांनी तुम्हाला इतकं हं.
हां, म्हणजे करू शकते. हे, हो. <chuckles> हो. हं, हं. हो. हं, हं. हो. <chuckles> हो, हो. म्हणजे त्याच्याकडून एक, त्याच्याकडून एक शिकले, की आपण जेव्हा एखादी गोष्ट दुसऱ्याला शिकवतो, तर अ, ती गोष्ट आपल्याला अजून चांगली कळते. म्हणजे शिकताना आपण आपल्याला कळण्यासाठी शिकतो. पण दुसऱ्याला जेव्हा शिकवायचा प्रयत्न करतो. म्हणजे त्याच गोष्टीचं अ, ज्ञान आपण दुसऱ्याला द्यायला बघतो. तेव्हा त्यात आपण अजून खोल जातो. म्हणजे "त्यांनी हा प्रश्न विचारला तर? तो प्रश्न विचारला तर?" त्यामुळे अ, तसा म मग तो एक आवडीने मी बऱ्याच जणांना अ, असंच मित्र-मैत्रिणींना ज्यांना गरज आहे, अशांना पण मला शिकवण्याचा अ, शिकवण्याची बरीच संधी पण मिळाली मध्ये-मध्ये आणि त्यांनीही तेवढ्या अ, चांगल्या पद्धतीने त्यांच्या, त्यांच्या पद्धतीने म्हणजे एक असते ना, प्रत्येकाची अ, लेव्हल असते ग ग्रा हां, हां, हां. मग हां. तर त्या मनाने त्यांनी बरंच हे केलं होतं. प्रा म्हणजे अडचण होत्या त्यांच्या, त्यांच्या. पण त्यांनी ते पण पार करून केले सक्सेसफुल. मग मला त्याचं बरं वाटतं. <chuckles>
हां. हो, हो. बरोबर आहे. हां. वाह! छान. हां, हां. हां, हां. वाह! छान. स्वतःची एक अशी लकब बसते. हो, हो. हो. हां. वाह! किती छान. छान वाटतं ना असं? किती छान म्हणजे
हां, हां.